सगळ्या आठवणी तिथे. अ, अर्थात जत्रा बदलली आहे. आधीची जी अ, रीतरिवाज पण हा त्यातला सगळ्यात गमतीचा भाग हा आहे, की अ, त्या आमच्या गावामध्ये, म माझं जे गाव आहे, त्या गावामध्ये 12 गाड्या ओढण्याची प परंपरा आहे.
हां, हां. हं. अरे वाह! वाह! काय सांगता? 12 गाड्या.
बा हां, हो, हो, 12 गाड्या. 12 बैलगाड्या असतात. त्याच्यावरती ते अं, खंडोबाचे अ, मुकुट ठेवला जातो. त्यांच्या पादत्राणं ठेवले जातात. त्यांचे अ, शस्त्र ठेवले जातात हां.
म्हण हो, हो, हो, हो. हे ऐकलेलं आहे ब आणि मी ते रील्स-विल्सवर पण बघितलंय ते.
करेक्ट-करेक्ट. ते माझ्या अगदी घरात हो अगदी जु जुरी. म्हणजे अ, तुम्ही असं म्हणू शकता की अ, चंपाषष्ठी हा जो भाग आहे तर म चंपावनामध्ये 2 राक्षस राक्षसांबरोबर युद्ध झालं होतं मल्हाराचं. म्हणजे शंकराच्या अवताराचं आणि त्याच्यामध्ये नाश केला होता. म्हणून त्याला चंपाषष्ठी असंही म्हणतात. आमच्या इथे आहे ना, थोडंसं त्याला, वांगेसट असंही म्हणतात. कारण हा गमतीचा भाग असा आहे, की त्या हा त्यावेळी, त्या काळामध्ये जेव्हा ही जत्रा असते किंवा चंपाषष्ठीचा जो भाग असतो, तेव्हा आहे ना, अ, वांगी खूप आलेली असतात आणि मग नैवेद्यामधून
फार जुनी परंपरा आहे ती, आहे ना? अच्छा. हां, हां. हां, हां. तो सी तो सीझ सीझन असतो समजा आपला. हा, है ना आपल्या शेतकरी बांधवांचा जो सीझन असतो. त्यावेळेस वांग्याचं पीक घेतलं जातं.
सीझन असतो. अ, हो, हो. सीझन असतो. घेतलं जातं. मग त्याला अ, देवाला प्रसाद म्हणून सुद्धा भाकरी आणि भरीत याचा प्रसाद असतो. तिकडे म्हणजे तो ध धमालच असते ती. तर 12 हां, हो, 12 गाड्या ओढणं हो, मग ते दे दिव्याची एक अ, मोठी अं, समोर मनोरा आहे. त्या मनोऱ्यावरती पूर्ण दिवे लावले जातात. 12 गाड्या ओढल्या जातात. त्यावरती सगळे हा भाविक लोकं तिकडे असतात आणि हो अ, त्यामध्ये आणखीन एक आहे की लोकं घरून आपले जे टाक असतात, देवाचे टाक असतात नाही का?
एकदम. काही वेगळाच अनुभव आहे ना?
अ, देवारात ठेवतो आपण.
हो, अ, आपल्या घर देवारा देवारामध्ये ठेवतो आपण. बनवतो ते, टाक बनवतोत आपण.
देवाऱ्यामध्ये ठेवतात. ते हां, तर ते अ, देवाऱ्याचे ते टाक त्या जत्रेमध्ये घेऊन जातात, अ, मल्हारांना भेटवायला आणि तिथे तळी भरली जाते मंदिरामध्ये. खूप लोकं असे असतात तिथे ते तळी भरणारी म मंडळी असतात भगत वगैरे म्हणूया आपण त्याला तर ती असतात. ती फार छान पद्धतीने सगळं करत असते. तळी भरणे, एलकोट-एलकोट जय मल्हार, याचा नारा सगळीकडे उडणारे हे आणि हे सगळं वर्षातून एकदा करतात. म्हणजे पुन्हा की वर्षातून जे काही रिजिड झालेलं असतं आपलं शरीर, त्या रिजिड शरीरामधून पुन्हा तिकडे त्या जत्रेमध्ये येतात आणि मस्त असं प्रफुल्लित होतात, चैतन्यमय होतात आणि पुन्हा आपल्या मेन फ्लोमध्ये पूर्ण अ, पॉवरफुल पद्धतीने जातात.
हं, हं. हो. हं, हं.

करेक्ट, करेक्ट. हां, हां. तर ते त्याच्यामध्ये फोटो चेंज होतात. ते आणि म आधी अ, एक असे छोटे छोटेसे अ, ढोल मिळायची. त्याला ढुमक म्हणायचो आम्ही. ढुमकं, असं छोटंसं असं ढोलचं असायचं. ते ते मिळायचे जत्रेमध्ये. तर आम्ही अ, मी ते आणि खास करून बायोस्कोप ह्या 2 गोष्टी मला तिकडे गेल्यानंतर अ, हवेचं. मला बाकीचं काही नको. अ, म्हणजे हो, मला हे ह्या 2 गोष्टी हव्यात. मग बा भले मला तुम्ही पाळण्यामध्ये बसू नका. तुम्ही मला काहीतरी स्वीट घेऊन देऊ नका. तुम्ही मला तेव्हा भेळ, भत्ता, उम्म, गोडी शेव असे ते पदार्थ, जिलेबी हं.
ते फिरवायचं थोडंसं आहे ना? आणि मग ते फोटो चेंज होतात त्याच्यामध्ये बरोबर. अच्छा. हं, हं. पाहिजे, पाहिजे समजा, दरवर्षी. हो, भेळ भत्ता, भेळ भत्ता फार ऐकून त्यावेळेस. अजूनही ते अ, गावा ग्रामीण भागात बाजार भरतो त्यावर हा शब्द वापरतात भेळ भत्ता.
हो, हो. अजूनही आहेत, अजूनही आहेत. हो. भेळ भत्ता, अ, जिलेबी आणि गोडी शेव असे ते अ, तेव्हाचे ते पदार्थ होते. अ, म्हणजे अजूनही मिळतात, पण थोडंसं आता पेढ्यांनी जास्त जागा घेतली त्याची.
हो, सगळ्या जुन्या आठवणी.
आणि हो. असं आहे, इतक्या आठवणी तर खूप आहेत. किती बोलावं, किती सांगावं असं आहे. पण आत्ता गेल्यानंतर आहे ना, त्या वस्तू तिथे नाही आहे. त्या मिसिंग आहेत. त्या आता नाही दिसत. सगळ्या प्लास्टिक-प्लास्टिकच्या अ, गोष्टी जास्त आल्यात. तेव्हा त्या खऱ्या चामड्याच्या असायच्या. पण आता नाहीयेत. कागदी असायच्या त्या बाकीच्या गोष्टी, पुठ्याच्या असायच्यात.
हो, हो. नक्कीच, आता सगळं विसर पडत चाललेला आहे. मला फार छान वाटलं तुम्ही जे अ, रीति-रिवाजाबद्दल सांगितलं ना, फार मजा आली बोलून आणि एक जुने अनुभव सांगितले आणि चंपाषष्ठीबद्दलचं माहीत महत्त्व नव्हतं माहिती मला, जे तुम्ही मला समजून सांगितलं. धन्यवाद तुमचं फार. आपण पुन्हा बो पुन्हा बोलूया, पुन्हा भेटूया. फार मनापासून आभार.
हं. हं. हां. थँक यू. येस, येस. नक्की, नक्की. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच.
थँक यू. ओके.

हल्लीकडचे एक अ, 20-25 वर्षांपासून एक अ, अ, रीतिरिवाज असा झालाय, की अ, लोकं आपल्या, आपल्या गावापासून, तर अ, शिर्डीपर्यंत अ, यात्रा काढतात, पदयात्रा काढतात. याबद्दलचे पण खूप-खूप अ, वेगवेगळे अनुभव आहेत. हं. पालखी पालखी पालखी. हां, हां. पालखी. दिंडीची परंपरा एक झाली. दिंडीची परंपरा पण आहे. अ, आता आमच्या इथनं पण असे दिंडीचे वेगवेगळी माणसं जातात. कुठल्या, कुठल्या खेडेगावातून. कुठल्या, कुठल्या एकदम अ, ज्या गावांची नावं आपण ऐकलेली नाही, अशा गावांतून आहे ना, ती दिंडीनं पंढरपूरपर्यंत चालत, चालत, चालत मंडळी गेलेली असतात. तर अ, आमच्या अ, घरासमोरूनही ती मंडळी जातात. वेगवेगळी मंडळी जातात, वेगवेगळ्या वयाची मंडळी जातात. अगदी अ, मी सगळ्यात लहान बघितलेलं तर 5-7 वर्षांचा मुलगा असेल. जो नुकताच चालायला लागलेला होता. तो चालत, चालत पंढरपूरपर्यंत गेलेला होता. आमच्या घरासमोरून. हो. आणि सोबत आजी त्याच्या. आजीने डोक्यावरती तुळस घेऊन चालत होत्या आजी त्याच्या. त्या होत्या. आणि अ, आमचा हातभार हा, की आम्ही तिथे अ, अ, आमचं एक मंडळ असल्याने, आम्ही तिकडे अ, त्यांना पाणी देणं, सकाळचा नाश्ता देणं जसं जसे, अ, टप्प्याटप्प्याने जी मं मंडळी आली, सकाळी आली त्यांच्यासाठी नाश्ता, दुपारी आली त्यांच्यासाठी जेवण, संध्याकाळी आली पुन्हा नाश्ता. रात्रीचं मग आम्ही एक अ, अ, त्याला काय म्हणू यात आपण अ, एक अ, मंगल कार्यालय असतं ना, मंगल कार्यालय मंगल कार्यालयामध्ये राहण्याची हो. त्यां त्यांना राहण्यासाठी, झोपण्यासाठी मग आमच्या इकडचे काही मा मालिशवाले होते, ते पाय वगैरे त्यांचे दा दाबून विनामूल्य पाय वगैरे दाबून देत होते. म्हणजे हा पण अ, थकतात, थकतात. हो, हो, हो. हो, हो.
हं, हं. हो, हो, हो, हो. पालखी पालखी उत्सव म्हणतात किंवा मग आपल्याकडे दि दिंडीची परंपरा दिंडीची परंपरा आपल्याकडे जशी. अच्छा. अरे, बाप रे! अच्छा. हं, हं. हो, हो. तिथं त्यां त्यांची राहण्याची व्यवस्था समजा काय. अरे, हो, नक्कीच. कारण की ते थकतात दिवसभर. चालणं काही सो सोपं काम नाही आहे, ते दिवसभर चालणं म्हणजे.
पण त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा असते, की ते तिकडे आल्यानंतरही ना, ते बसून भजनच करत असतात. बसून अ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी याचेच सगळे जाप वगैरे हो, हो.
केवढी <exhales> केवढी केवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये केवढा म्हणजे
एवढं ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये आणि हं.
आपण छोट हां, मग आपण काय छोटंसं दिवसभर ऑफिसमधलं रुटीन चेअरवर बसून सुद्धा आपण घरी येत होतो, आपली एवढी चिड-चिड होती की मी थकलोय हे झालं. बघा ना, किती मेहनत घेतात ते.
ऑफिस करून घरी चिड-चिड होते. हो, हो, हो, हो. बरोबर.